बरोबर आहे. हं, आलं लक्षामध्ये. तर यामध्ये अ, असं एखादं उदाहरण द्याल का हो, तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये जर असेल, तर शेजारपण कशाप्रकारे सुधारलं? असं छोटासा संवाद तुम्ही जर म्हटला, डेली थोडं कम्युनिकेट करून, हं?
हो, हो. आहे ना. अ, हो, अ, कसं होतं ना, आम्ही अ, म्हणजे आत्ताची लेटेस्टच घटना आहे आम्ही ना नवीन फ्लॅटमध्ये सि अ, शिफ्ट झालो होतो कारण की, मुलांच्या दृष्टिकोनातून सगळ्या सुखसुविधा पाहिजेत तर मग थोडंसं चांगल्या सोसायटीत आम्ही घर घेतलं आणि तिथे शिफ्ट झालो आणि आता नवीन झालं, म्हणजे सगळे नवीन किंवा अ, ती जर समजा आपण म्हणतो, हाय-फाय सोसायटी, तर लोकं थोडंसं अ, कम्युनिकेट करायला थोडंसं हे करतात काही-काही लोकांना नाही आवडत. हो, मग नाही आवडत तर अ, जेव्हा माझ्या अ, आमच्या समोरच, म्हणजे एक अ, होता तर त्या एक अ, अशा आंटी म्हणतो आपण त्या साउथ इंडियन होत्या. म्हणजे, एकदम अपोझिटच्या लँग्वेज, काहीच आपलं मॅच नाही होणारं, जेवण मॅच नाही होणारं, पण का अ, कोण जाणे आपण म्हणतो ना की, अ, एक भाव असतो आपला मनात कुठेतरी तर अ, माझ्या मुलीमुळे आम्ही कनेक्ट झालो, की माझी मुलगी होती तर, ती अशी अ, खेळायची वगैरे, अशी अ, ओरडायची तर अ, हसायची. तर तर त्यांना ती खूप आवडायची, माझी मुलगी बघायला. मग ते येता-जाता तिला हाय-बाय करायचे. मग आपण म्हणतो ना, एकदा तिला हाय-बाय केल्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी मग आपण थोडंसं त्या बाहेर दिसल्या, आपण लगेच त्यांच्याशी कम्युनिकेट करतो. हां, अ, म्हणजे, त्यांच्या लँग्वेज म्हणजे आपल्या आता एकतर हिंदी किंवा इंग्लिश, त्यांच्याशी कम्युनिकेट करू शकतो. मग त्यांच्याशी आपण असं बोलायचं, की "हां, तुमचं झालं का? काही झालं आवरून झालं का?" सुरुवात इथून होते "जेवण झालं का तुमचं?" अ, मग असं मग नंतर ते आपण फॅमिलीमध्ये घुसायचा प्रयत्न करतो. आधी फक्त रोज अ, हाय-बाय, अ, जेवण झालं का? काय चालू आहे? एवढंच विचारतो. मग जेव्हा ती पण स अ, समोरची व्यक्ती आपल्याला, म्हणजे तिचं सांगायला लागते, किंवा ती पण आपलं विचारते तेव्हा कुठेतरी स संवाद पुढे जातो.
बरोबर. हेझिटेट होतात. हं. अच्छा. बरोबर. कल्चर पण वेगळं. हं. अच्छा. अच्छा. हो ना. बरोबर आहे. हो ना. हं. अरे वाह! बरोबर आहे, अगदी बरोबर कम्फर्टेबल होते. हं, हं. अगदी बरोबर आणि असं म्हणतात ना की, शेजारपर म्हणजे अर्धं कुटुंब असतं, नाही का? दैनंदिन जीवनामध्ये तेच का अ, कामी येतात. अ, विशेषतः एमर्जन्सी काही असेल, तर शेजाऱ्याकडेच आपण धावतो पहिले. अ, तर यामध्ये तुम्हाला काय वाटतं बरं? शहराचं तर तुम्ही सांगितलं, नाही का? तुमचा अनुभव अ, पण गावामधल्या कसं शेजारपण वेगळं असतं का हो? म्हणजे, काय नेमका फरक असतो दोन्ही अ, शेजारपणामध्ये?
अगदीच. हो.